नेमकी अ‍ॅसिडिटी वाढली, की मग तुमचं झालं. सर्व काम ठप्प.
कल्याण. हं, अरे वा! <chuckles>
आणि मग तिसरं काय करायचं, की तुम्ही काही पण करून आपल्या अ, 24 तासांमध्ये
हं.
30 मिनिटं, फक्त 30 मिनिटं म्हणतो मी. कोनत्यातरी अ‍ॅक्टिव्हिटीला द्या. मतलब ते स्पोर्ट्स होऊ शकतो कोणतं किंवा मग तुमची वॉक हो, बरोबर. मी तुम्हाला सांगू मला वॉक करणं आणि हे योगा करणं खूप आवडतं. पण माझं लग्न झालं ना, तेव्हापासून माझं हे सुटलं. का की मला माझ्या बायकोच्या टाईमाच्या हिशोबाने सम सर्व मॅनेज करायला पडतं. तिला असं लवकर उठणं काही आवडत नाही. तर तिला 10:00 वाजताच ऑफिस असतं ना, तर ती 9:00 वाजता उठते. तोपर्यंत माझी आई टिफिन-विफिन सर्व
हं. नाही. झुंबा किंवा योगा. बरोबर. अरे वाह! बापरे! <chuckles> अरे वाह! मग त्याची आई अरे वाह! मग तुमची आई ओरडत नाही का सुनबाईंना? अरे वाह! खूप लकी. <chuckles> अरे वा! छान.
नाही. काही नाही बोलत. तर ते म्हणून डोक्यावर चढते. <laughs> तर तर ते टिफिन-विफिन बनून जातो आणि बाबा माझ्या बाबांना काय सवय आहे, ते भाजी तेच बनवतात आणि आई फक्त पोळ्या टाकते. मग ते एवढं काही त्रास नाही होत.
अरे वाह! खूप छान, खूप क्यूट आहे. मला हे खूप छान वाटलं तुमचं ऐकून, मस्त वाटलं मला. <chuckles> हां.
हां. तर हां. माझी काय माझी मोठी वाहिनी पण आहे. तर आई ना, आई म्हणते, की "ठीक आहे." हां. हां. ताकी तुमचं असं हां, बरोबर ना, तुम्हाला इतकी एवढी काळजी नसते कशी कशाची. तर काय हे लोकं अ, खाली उतरतात 10:00 वाजता आणि 10:00 वाजता ऑफिस असतो. तर मग मला पण तसंच वागायला पडतो. तर मी काय करतो ना, की मी बॅडमिंटन आणला. ताकी माझ्या बायकोला बॅडमिंटन आवडतो.
म्हणून तुमचं मला आता वाटतंय मन आणि शरीर संतुलन आहे, <chuckles> या सगळ्या गोष्टींमुळे. <chuckles> बरोबर. बरं.